हां, हां, हां. तर मग अजून पण मी असं नाही, की घरचे म्हटले, की "तू करू नकोस." कर म्हणताय, पण जसं मला ना, <chuckles> आपण कसं असतं, माहितीये का? एखाद्या गोष्टी जर आपल्याला खूप जीव असतो ना, आपल्याला ती गोष्ट सोडणं जॉबला जसं की माझा मुलगा झाला, मला त्याला सोडून नाही जावं वाटत जॉबला. कारण की माझं मी तिथे जरी असले ना, तर अ, माझं त्या कामामध्ये, तिथे म्हणजे असं काही मनच लागत नाही. आणि असं वाटतं, की "बाबा, जाऊ द्या. आपल्याला सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आपला मुलगा आहे, जॉब नाही. जॉब काय, नंतर कधीही भेटेल, ती मोठी झाल्यावरती पण आता सध्या जे त्याचं बालपण आहे ना, मला त्याच्यासोबत जगायचंय." म्हणजे एक आपण म्हणतो ना, की लाईफ एकदाच भेटते. आणि त्याच्या बालपणात जर आपण जगलो आणि त्याला जर आपली ती एक मायेची ऊब दिली ना, तर तोही म्हणजे अ, त्यालाही असं मोठेपणी वाटतं, की "नाही बाबा, आपल्या आईने आपल्यासाठी हे केलं, ते केलं." म्हणजे असं वाटतं प्रत्येक मुलाला.
मग. हां, हां. हां. ओह, अच्छा. बरोबर आहे. <chuckles> नक्कीच. बरोबर आहे. मग अ, अ, तुम्ही जे हे निर्णय घेतले, तर अ, त्याचे तुम्हाला कसे परिणाम दिसलेत? की म्हणजे नेमकं काय बदललं? काय वेगळं होतं त्यामध्ये?
बदल असा झाला, की अ, मला जेव्हा परमिशन भेटली. आधी जेव्हा मला जॉबची परमिशन नव्हती, की "बाबा, ठीक आहे, तू कर. भेटली लवकर, तर ठीक आहे, नाही तर तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तू जॉब कर." एक असा परिणाम झाला, की मला जेव्हा इच्छा होती, तेव्हा मला जॉब करता आली नाही. आणि मला लग्नानंतर जेव्हा अ, मला चान्स भेटतो, 5-6 वर्षानंतर जॉब करायला
बरोबर आहे, हो. हां, हां.
तर ती मला करायची नाही. म्हणजे एवढा मोठा बदल एक माझ्या आयुष्यामध्ये म्हणता येईल, एक झालाय. की कारण अ, अ, म्हणजे जसं अ, "ठीक आहे बाबा, तुम्ही दोघं नवरा-बायको आहेत." तेव्हा गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुम्हाला मूल होतं ना, त्याच्यामध्ये खूप इतका जीव असतो ना तुमचा, की तुम्हाला त्याला सोडून नाही जावं वाटत. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीची परमिशन जरी असली, सगळे देखरेख करायला पण असली, तरी पण तुमचं अ, घरी तुमचं बाळ सोडून तुम्ही अ, जॉबला गेलात आणि तुमचं म्हणजे तिथं खरंच मन नाही लागत आणि मन नाही लागलं, तर ऑब्व्हियसली ती ड्युटी आपण कशी करणार ना? जॉब कशी करणार? म्हणजे हा सगळ्यात मोठा बदल माझ्या आयुष्यात झाला, असं मला वाटतं.
हं. हां, हां. हो ना. ते पण बरोबर आहे. मग अ, अ, असं असतं ना, की हे जे बदल झालेत, तर तुम्ही जर असा विचार केला किंवा असं आपण म्हणतो ना, की आपण बऱ्याच वेळा मागचा विचार करतो. तर तुम्हाला असं काही वाटतं का, की काही वेगळं करायला हवं होतं?
बरोबर.
म्हणजे तो अ, निर्णय बदलला असता. किंवा त्याचे परिणाम वेगळे झाले असते.
अ, तसं जर हां, हां. अ, हो. तर वेगळं करायला हवं होतं म्हणजे हां, तसं जर म्हणायला झालं ना, तर अ, मी काय करायला हवं होतं? की जसं मला माझे बाबा म्हणाले होते, की "तू 12वी नंतर लग्न करून घे," तर मी खरंच तेव्हा करायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं शिक्षण, कसं आपण, घर हां, असं मला वाटतं. असं मला वाटतं, खरंच मला वाटतं. तसा निर्णय. हो, कारण की आपण शिक्षण अ, असं पण असतं आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये शिक्षण असं पण झालंय, की तुम्ही डायरेक्टली पेपरला जाऊन तुम्ही घरी अभ्यास करू शकतात. आणि डायरेक्टली पेपरला तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन पेपर, म्हणजे सगळं तुमच्या याच्यावर असतं, की तुम्ही पेपर कसे लिहितात. आणि आपल्याला अभ्यासाला एवढा तर टाईम भेटतोच घरी, की आपण अभ्यास करू शकतो, म्हणून.
हां. हां अच्छा. हां, हां.

नक्कीच.
तर अ, मला असं वाटतं की मी हां, 2-3 वर्षात माझं शिक्षणही पूर्ण झालं असतं. मला एक म्हणजे बाळ वगैरे म्हणून तोही थोडे 2-3 वर्षात मोठा झाला असता. आणि मला जिथे माझं शिक्षण कंप्लीट झाल्यावर 6 वर्षाचा गॅप पडला, तिथं मला फक्त 3 वर्षाचा गॅप पडला असता. असं मला वाटतं. म्हणजे म्हणायला गेलं ना तर आपलं शिक्षणही झालं असतं आणि अ, जॉब पण आपल्याला करता आली असती. पण ते असं म्हणतो ना, खूप जास्त गॅप पडला ना आपल्यालाच एक म्हणतो ना, एक ज जसं-जसं जास्ती जास्त वर्ष वाटतात ना, तसं-तसं माणसाचा इंटरेस्ट कमी होतो त्या गोष्टीमधून. तर सेम माझं तसं झालंय माझ्या आयुष्यामध्ये.
अच्छा, हं, हं. हां, इच्छा होत नाही म्हणजे. म्हणजे तुमची इच्छा नाही झाली, जसं-जसं वेळ गेला तसा. अगदी बरोबर, मग अ
हां, इच्छा होत नाही करण्याची. बरोबर. बरोबर. असं वाटतं, की वेळ निघून गेली बाबा ठीक आहे आता जाऊ द्या. तर त्या गोष्टीमध्ये काहीच रस नाही केला तरी पण.
हां, हां, नक्कीच. मग अ, अ, तुम्ही असं जे तुम्हाला ऐकतायेत त्यांना असं काय सांगायला आवडेल, की जर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही निर्णय घ्यायचे असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे?
सगळ्यात पहिले तर म्हणाल ना, तर त्यांनी आपलं मन काय म्हणतंय ना, याकडे लक्ष द्या. असं नाही, की ते म्हणतोय किंवा त्या म्हणतायेत आणि अ, कोणी दुसरं म्हणतंय, तर आपण त्यांच्या याच्यानुसार आपण कधीच चालायचं नाही. कारण त्यांच्या याच्यानुसार जर चाललं ना, तर आपलं जे लाईफ आहे ना, ते कुठे ना कुठे स्पॉइल झाल्याशिवाय राहत नाही. असं मला वाटतं. तुमचं मन जे सांगतंय ना, तुम्हाला जे तुमच्या स्वतःसाठी योग्य वाटतंय ना, तुम्ही तेच करा. नाहीतर तुम्ही याचं म्हटलं, ते म्हटलं, म्हणून तुम्ही केलं आणि डबल तुमच्या पुढे जाऊन जमलंच नाही, पटलंच नाही, तर मग डिव्होर्स सारखे परिणाम दिसतात आपल्याला सध्याच्या काळामध्ये. म्हणजे तुम्हाला जे तुमच्या मनात वाटतंय, तुम्हाला जर खरंच समोरच्या बद्दल फीलिंग्स आहेत किंवा तुम्हाला सग म्हणजे खरं मनापासून वाटतंय, की तुम्ही लग्न के करायला पाहिजे. किंवा लग्न झाल्याच्यानंतर तुम्हाला खरंच जॉब करता येणार आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी विचार करून घ्या. पटलं तर करा नाही तर नका करू. पण मनाचा विचार करा. तुम्ही स्वतःच मनाचं ऐका. हेच सांगेल मी सगळ्यात जास्त.
अच्छा, हां. हां, हां. हो ना, ते आ हां, हां.